आजकाल कसं आहे ना, या सोशल मीडियाच्या आयुष्यामध्ये, सगळ्यांनाच मोबाईलचा मोह आवरता येत नाही किंवा मग डिजिटल स्क्रीन, टीव्ही म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं, की सोशल मीडियाशी जेवढं होता होईल तेवढं कनेक्ट कर कनेक्ट आपण राहिलं पाहिजे. मग अशातच कधी थोड्या वेळासाठी मोबाईल बंद करून, राहण्याचा काही अनुभव आलाय आहे का, काही सांगू शकाल?
अं, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा मला वाटतंय, की आजकालच्या जीवनामध्ये माणूस एक, एक दिवस अन्नाशिवाय किंवा पाण्याशिवाय राहू शकेल, पण मोबाईलशिवाय राहू शकणार नाही. निश्चितच मला वाटतंय की अशा अ, गोष्टींमध्ये जर आपण एखादा अ, नवीन नियम काढला, की एक दिवस आपल्याला बिना मोबाईलशिवाय राहायचं आहे, तर मला वाटतंय तो दिवस आपल्या जीवनातला किंवा आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल. नक्कीच मला वाटतंय, की आजकाल मोबाईलमुळं अ, जी काही आपली मानसिकता झाली, की लो आपण आजूबाजूच्या लोकाला बोलत नाहीत. आपण आ आज जवळपासच्या लोकांनादेखील कुठेतरी त्या मोबाईलमुळं उम्म, बोलत नाहीत किंवा जी घरामध्ये नकारात्मकता येत आहे, जे आपण व्हिडिओ पाहतो किंवा सोशल मीडियाद्वारे. तर निश्चित मला वाटतं, की त्यामुळे जे आपल्या मनामध्ये नकारात्मकता आहे, जो आपला कॉन्फिडन्स लेव्हल आहे आणि जी आपली म्हणतात ना, की आपल्या अ, जास्त मोबाईल बरो बघितल्यामुळे आपल्या डोळ्यावर म्हणा, शरीरावर म्हणा आणि आरोग्यावर एक फार वाईट परिणाम होत आहे. तर निश्चितच मला वाटतंय अ, ह्या सर्व गोष्टी जर कुठेतरी टळल्या जर आपण एक दिवस जरी आठवड्यातून जर मोबाईल बंद ठेवला, तर तो दिवस आपल्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल आणि हा अनुभव मी देखील कुठेतरी घेतलेला आहे. निश्चितच मला वाटतय, की तो अनुभव माझ्यासाठी खरंच खूप विलक्षणीय होता. त्यामध्ये मला भरपूर साऱ्या अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या स्वतःसाठी मला थोडा वेळ मिळाला, की जेणेकरून अ, ज्या काही माझ्या छोट्या-छोट्या कमजोरी असते किंवा जी काही माझी वीकनेस आहे. ते मला शोधून त्यावर काम करायला कुठेतरी वेळ मिळाला त्याचबरोबर माझी जी फॅमिली आहे त्यांना कुठेतरी वेळ देता आला तर निश्चित मला वाटतंय, की एक दिवस मोबाईल मी बंद ठेवला तर माझ्या आयुष्यामध्ये भरपूरसारे असे बदल घडले, की अ, जे मला आयुष्यामध्ये पुढील आयुष्यामध्ये कामाला आले असं मला वाटतंय.
अरे वाह! हां, नक्कीच. हो, नक्कीच. हो, नक्कीच. अरे वाह! फारच छान. नाही, नक्कीच. खरंच अ, हा प्रयोग सगळ्यांनी करूनच बघायला पाहिजे. मला असं वाटतं, की अ, एखादा काही अनुभव आला आहे का तुम्हाला? जसं तुम्ही सांगितलं, की मोबाईल बंद करून अ, ठेवला किंवा काही कारणास्तव मोबाईल खराब झाला, ज्या दिवशी तुम्ही मोबाईल अ, <chuckles> मोबाईलच्या संपर्कात नव्हता, त्या दिवशी त्या दिवशीचा नेमका अनुभव काय होता? कसं झालं ते काही आहे का?
हं, हं अं, <chuckles> विचारुचं नका कारण मला वाटतंय, की त्या दिवशी अ, म्हणतात ना, की मला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नव्हतं. कारण कसं असतंय की मोबाईल जवळ असला की आपल्याला वाटतंय, की आजचा जो डाटा आहे ना, आपला तो ग संपवायला पाहिजे. म्हणजे तो संपला पाहिजे. तर मला वाटतंय, त्यामुळे आपण दिवसभर मोबाईल बघतो, दिवसभर जे काही नकारात्मक गोष्टी आहेत, ज्यातून आपल्याला काहीच फायदा मिळणार नाहीत, त्यामध्ये कुठेतरी वेळ घालवतो. तर निश्चितच मला वाटत कुठेतरी तो वेळ माझा वाचला आणि तो वेळ माझा वाचल्यामुळे अ, मला भरपूर साऱ्या गोष्टीला वेळ देता आला. तर माझ्या जीवनात देखील एक असा अनुभव घडला तर मी देखील अ, खा मोबाईलचा अ, खास म्हणजे वेड आहे मला देखील मोबाईलचा आणि मला एक अ, घंटादेखील माझ्याजवळ मोबाईल नसला तर मला कुठेतरी वाटतंय, की आपल्या जीवनातली फार मोठी गोष्ट कुठेतरी हरवली आहे. तर निश्चितच अ, एक दिवस माझा मोबाईल खराब झाला किंवा ते पाण्यात पडल्यामुळं अ, मी ते रिपेअरसाठी टाकला तर अ, अगदी माझ्याकडं 1-2 दिवस मोबाईल नव्हता. तर मला वाटतंय, त्यावेळेचा मी कुठेतरी फायदा घेतला त्या, गो वेळेचा कुठेतरी मी सदुपयोग केला आणि निश्चितच जर माझ्याकडे मोबाईल नसला तर थोड्या वेळ मला बेचैनी झाली किंवा मी इतरांचा मोबाईल घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर जसा-जसा अ, वेळ जात गेला तर मला मोबाईलशिवाय राहण्याचा एक वेगळीच आनंद वाटू लागला, की खरंच आपण आपल्या स्वतःला वेळ देतोय, आपण आपल्या स्वतःमधले जे लपलेले छंद आहेत, जे आपल्यामध्ये अ, छोटे-छोटे लपलेले टॅलेंट आहेत, हे कुठेतरी बाहेर येत आहेत. तर निश्चितच मला वाटतंय, त्यामुळे तो संपूर्ण दिवस मी माझ्या कुटुंबयांसोबत घालविला. त्यानंतर नवीन-नवीन पुस्तकं वाचले, नवीन-नवीन गोष्टी ऐकल्या, त्यानंतर नवीन-नवीन गोष्टी अशा मला अ, माझ्या आजोबाकडून किंवा आजीकडून शिकायला मिळाल्या. तर मला वाटतंय, तो वेळ माझ्या जीवनातला सर्वात एक महत्त्वाचा वेळ होऊन गेली आणि नक्कीच त्या वेळेमध्ये मला अशा भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या आणि जाणून घ्यायला मिळाल्या. तर नक्कीच मला वाटतंय की तो दिवस माझ्या आयुष्यातला आणि जीवनातला सगळ्यात आनंदी दिवस बनून गेला नक्कीच.
नक्कीच. अच्छा. <chuckles> सगळ्यांनाच आहे ते मोबाईलच. हरवल्या गेलेली आहे, नक्कीच. हो, भीती वाटत असेल नाही का? अरे वाह! फारच छान! अरे वाह! छानच! अगदी अगदी छान! पण अ, नेमकं काय आहे ना, की आता ज्यादिवशी मोबाईल अ, खराब झाला खराब झाला आणि त्या दिवशी तुमच्याजवळ मोबाईल नव्हता मग अ, सुरुवातीला जसं मोबाईल नव्हता ना मग काय म्हणतात लगेच ती स्थिती जी आहे ना, आपल्याला अ, अ, आपल्या अ, माईंड ला ते एक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागतो. तर मग अशा वेळेस सुरुवातीला काय झालं? की जास्त थोडीशी अशी काही भीती वाटत होती? किंवा मग असं काही अ, तुम्हाला असं काही अ, जाणून आलं की आता काय होणार? आता मी सोशल मीडियाच्या टचमध्ये नाही आहे. मला कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न कराल तर काय होईल किंवा मी लोकांना प्रतिसाद नाही देऊ शकणार आहे. मग अशी काही भीती सुरुवातीला काही वाटलं का?
हं, हं आ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला सांगायला <chuckles> आवडेल, की नक्कीच अ, त्यामध्ये मला फार आधी म्हणजे थोडं फार बेचैनी झाली. कारण म्हणतात ना, की एखादी गोष्ट आपण सतत आपल्या हातात असली आणि ती अचानक आपल्या हातातून अ, दूर गेली, तर आपल्या थोड्या वेळासाठी नक्कीच कुठे ना कुठेतरी एक बेचैनी झाल्यासारखी होते. तर नक्क नक्कीच अ, मला देखील कुठेतरी बेचैनी झालती. कुठेतरी वाटू लागलं, की आपल्या जीवनातली एखादी फार गोष्ट मोठी गोष्ट हरवली आहे. अ, नक्कीच, त्यामुळे मला अ, कुठेतरी म्हणतात ना, बेचैनी काय करू, काय नाही आता कुणाचा मोबाईल घेऊ, काय बघू किंवा काय झालं असेल? काय घडलं असेल? किंवा WhatsApp अ, ग ग्रुप ला काय मेसेज आला असेल? कुणाचे मिसकॉल आले असतील? मला वाटतंय, हे सर्व गोष्टींचे कुठेतरी वादळ माझ्या मनामध्ये फिरू लागले. तर निश्चितच मला वाटतंय, की जसं-जसं अ, वेळ होत गेली, कारण अ, मला फार काही वेळ नाही परंतु 2-3 तास त्या गोष्टीचा सामना करावा लागला. परंतु मला वाटतंय, की नंतर ऑटोमॅटिक अ, अ, जे माझ्या मनामध्ये विचार होते, हे कमी व्हायला लागले आणि मला वाटतंय त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचू लागलो, कुठेतरी पुस्तकं वाचू लागलो, अं, आई-वडिलांशी गप्पा मारू लागलो. तर मला वाटतं त्यांच्यासोबत जो मी वेळ घालवला ना, खरंच तो वेळेमधून मला फार साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला वाटतंय, की मी पहिला माझा ते जीवनातला दिवस होता, की मी एवढ्या वेळ आई-वडिलांसोबत किंवा आजी-आजोबांसोबत घालवला. तर नक्कीच अ, <chuckles> त्यांना देखील कुठेतरी आनंद झाला. तर मला वाटतंय आपण सर्वांनी कुठेतरी मोबाईल बंद करायला पाहिजे. कारण मोबाईलमुळे आपल्या मनामध्ये एक नकारात्मकता येते. जे आपल्या मनामध्ये सकारात्मकता आहे ह्याचा प्रभाव कुठेतरी कमी अ, अ, करीत असते करीत असतो मोबाईल. तर निश्चितच मला वाटतंय, आपण मोबाईल आठवड्यातून किमान 1 दिवस तरी बंद ठेवून आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी अ, थोडा वेळ काढायला पाहिजे आणि निश्चित तो वेळ आपण अ, आपल्या स्वतःसाठी देऊन काय आपल्याच्यान नवीन करता येईल ह्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच मला वाटतं, की आपल्या जीवनामध्ये अ, त्याचा फार फायदा होऊन जातो.
महत्वाची. हां, हां. <chuckles> हां. तसं-तसं मग ती भीती कमी झाली. अरे वाह! हां, नक्की. फार छान, पण नक्कीच आपण असं करायलाच हवं, असे प्रयोग करायलाच हवे कारण की आपण एवढ्या आहारी गेलेलो आहे ना, मोबाईलच्या की आपल्याला ते मोबाईल आणि सोशल मीडियामुळं जे आहे ना, की आपल्या अ, बऱ्याच चांग चांगल्या गोष्टीवरून आपल्याला लक्षच केंद्रित केलं जात नाही जसं की तुम्ही सांगितलं ना, की वेळ जो आहे ना, आपण स्व आपण स्वतःला कधी वेळच देत नाही त्या मोबाईलमुळं, असं नेहमीच होतं. पण मला असं एक विचारायचं आहे, की आता ज्या दिवशी मोबाईल बंद होता, त्यादिवशी मग घरातलं वातावरण काय होतं? म्हणजे नेमकं घरातले अ, व्यक्तींना वेळ देता आला मग त्याच्याव्यतिरिक्त अजून अ, काय वाटलं की काही अ, जसं झोपेवर काही अ, परिणाम झाला का जसं शक्यतो काय असतं ना मोबाईल बघतो आपण तर काय आहे ते मोबाईलच्या स्क्रीन टाइममुळे आपली झोप व्यवस्थित होत नाही किंवा मग आपलं जे काही कामं असतात ते त्याच्यामध्ये आपण अ, लक्ष देऊन कामं करू शकत नाही. भरपूर काही असा फरक पडतो त्यादिवशी काय नेमकं जाणवलं चांगलं घरामध्ये?
हं, हं. नक्कीच, नक्कीच. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला सांगायला फार आनंद वाटतो, की खरंच अ, तो दिवस माझ्या जीवनातला सर्वात सुंदर दिवस होता कारण त्या दिवशी काय झालं, की मी नेहमी, मला झोपायला 11, कधी 12 वाजायचे रात्रीचे परंतु त्यादिवशी माझ्याकडं मोबाईल नव्हता तर मी अगदी 9 वाजता का 10 वाजता झोपी गेलो. तर मला वाटतं त्यामुळे जी माझी झोप आहे ती चांगल्या प्रकारे झाली आणि जो सकाळी म्हणतात ना, की फ्रेशपणा तो माझ्या चेहऱ्यावर कुठेतरी दिसू लागला, तर निश्चितच मला वाटतंय की मोबाईल हा आपल्या आरोग्यावर, आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर फार प्रभाव टाकतो कारण आपण पाहतो आहोत मोबाईलमुळे आपल्या डोळ्याचा त्रास होतो, कुठेतरी मानाचा त्रास होतो किंवा कुठेतरी जे म्हणतात नाही मानसिकता, निगेटिविटी हे कुठेतरी जास्त प्रमाणात वाढते, तर नक्कीच अ, मला वाटतं की कुठेतरी जर मोबाईल आपल्याकडे एक दिवस नसला तर ते न आपले इतके सारे आजार थांबू शकतात, इतक्या साऱ्या गोष्टीपासून आपण अ, दूर जातो. तर निश्चितच तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. त्यावेळेस माझी वेगळीच भावना होती कारण मला वाटू लागलं नंतर मी आता आयुष्यात कधी मोबाईल किंवा सोशल मीडियाला हात लावणार नाही. कारण अ, म्हणतात ना, की त्या गोष्टीतून मला फार एक सकारात्मकता मिळाली जर आपल्याजवळ मोबाईल नसला म्हणून काय झालं? नक्कीच मला वाटतंय की आपण जर मोबाईलचा चांगला उपयोग केला, जर आपण मोबाईलचा सदुपयोग केला तर निश्चितच ती आपल्या आयुष्यातील एक फार महत्त्वाची गोष्ट आहे परंतु मला वाटतं जर य आपण त्याच्यावर इतर गोष्टी करू लागलो. जसं की सोशल मीडिया इतर साऱ्या त्या गोष्टीतून आपल्याला काही मिळणार नाही मला वाटतं त्यातून फक्त आपल्याला एक नकारात्मकता किंवा आपले कॉन्फिडन्स लेव्हल कमी होईल अशाच गोष्टी कुठे ते आपल्याला पाहायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात. तर निश्चित मला वाटतंय की जर आपण मोबाईलचा सदुपयोग केला. आठवड्यातून आपण फक्त मोबाईल कॉलिंग किंवा मग आपली एखादी अ, माहिती शोधायची अशा गोष्टीसाठी यूज केला आणि जास्तीत जास्त वेळ आपण फॅमिलीसोबत किंवा आपल्याला जो एखादा छंद आहे त्यावेळेमध्ये जर जोपासला, तर निश्चित मला वाटतं की त्याचा आपल्या आयुष्यावर फार सकारात्मक प्रभाव पडतो आणि जे आपलं आयुष्य आहे, जे आपलं आयुष्य आतापर्यंत जो म्हणतात ना, की आपला टाईम नव्हता. आपण सकाळी उठलो, की लगेच हातात मोबाईल लागतो किंवा संध्याकाळी झोपता झोपेपर्यंत आपण मोबाईल बघतो तर निश्चितच कुठेतरी ह्या गोष्टीमुळे आपण उठल्याबरोबर किंवा झोपायच्या आधी मोबाईल पाहिल्यामुळं, आपल्या कुठेतरी मानसिकतेवर त्याचा फार वाईट परिणाम होतो. तर निश्चितच मला वाटतं ह्या सर्व गोष्टी कुठेतरी मला कमी अ, जाणवल्या आणि मला वाटतंय तेव्हापासून मी एक नियमच लावला, की मी झोपायचा 1 तास अगोदर मोबाईल बंद करीन आणि उठल्यानंतर किमान 1 ते 2 तास मोबाईलला हात लावणार नाही. तर निश्चितच मला वाटतंय की त्या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर एक फार सकारात्मक आणि एक चांगला प्रभाव पडून गेला.
रात्रीच्या, अरे बापरे! अच्छा. हो, नक्कीच. <chuckles> जसे की? हं. तो काही नियम काही नियम केलेत. हो. अरे वाह! छानच. अ, फारच छान, पण काय आहे ना की आता खरंच मोबाईल जी आहे ना, काळाची गरज बनलेली आहे आणि मोबाईलशिवाय नाहीच होत. पण आता बऱ्याचवेळा काय होतं ना जसं ऑफिसचे इम्पोर्टंट कॉल्स आहेत किंवा मग अ, काहीतरी अ, पारिवारिक इमर्जन्सी म्हणा किंवा अशा काही गोष्टी आहेत की जे जेणेकरून कितीही आपली इच्छा असली तरी आपल्याला ते, लोकांच्या दुनियेच्या संपर्कात राहावेच लागतात. मग अशावेळेस आपण कोणते छोटे-छोटे नियम बांधायला पाहिजेत, की जेणेकरून आपण ल सगळ्यांच्या संपर्कातही राहू आणि मोबाईलचाही चांगला सदुपयोग करता येईल, काही थोडक्यात काही सांगता येईल का 1-2-4 ट्रिक्स?
हं. हो, हो. नक्कीच नक्कीच, अ, अ मला वाटतंय खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतंय ही गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे. मला वाटतंय की आपण मोबाईलला काही निर्बंध लावले पाहिजेत. काही नियम लावले पाहिजेत. जसं की आपण अ, मोबाईलचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठीच करतो जसं की कॉलिंगसाठी किंवा एखादी माहिती शोधायची यासाठी. मला वाटतंय जर आपण त्या मोबाईलचा सदुपयोग केला, तर निश्चितच जो आपला जाणारा टाईम आहे, वेळ आहे, हे कुठेतरी वाचेल. मला वाटतंय त्याचप्रकारे झोपण्याच्या 1 तास आधी आणि अं, उठायच्या 2 तासनंतर जर आपण मोबाईल हातात नाही घेतला किंवा अ, त्याला टाळला, तर निश्चितच मला वाटतंय की त्याचा आपल्या आरोग्यावर आपल्या मनावर एक फार सकारात्मक प्र प्रभाव दिसेल आणि निश्चित मला वाटतंय की आठवड्यातून किमान आपून आपण 1 ते 2 दिवस अ, सोशल मीडिया किंवा मोबाईलच्या व्यतिरिक्त रहावे की जेणेकरून आपल्यामध्ये जे लपलेले छोटे-छोटे टॅलेंट आहेत किंवा जे आपल्यामध्ये <inhales> छोट्या-छोट्या गोष्टी आहेत अ, ज्या बाहेर आल्या पाहिजेत आणि कुठेतरी त्या गोष्टीबाहेर येऊन आपण समाजाला त्या दाखविल्या पाहिजेत. तर निश्चितच मला वाटतंय जर आपण असे छोटे-छोटे पावलं उचलले तर निश्चितच मोबाईलचा एक चांगला उपयोग होईल आणि आपल्या आरोग्यावर आणि आपल्या मनावर त्याचा एक सकारात्मक प्रभाव पडून जाईल नक्कीच.
हो, नक्कीच. बरोबर. अगदी बरोबर. फारच सुंदर! फार छान पद्धतीनं सांगितलं, की नाही खरंच की मोबाईल अ, शिवाय आपल्याला खरंच जगता येऊ शकतं की मोबाईल ठीक आहे काळाची गरज आहे, पण त्याचा आपण सदुपयोग करायला पाहिजे. कसं आहे प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. चांगलीही असते आणि थोडीशी वाईटही असती, तर आपण काय घ्यायचं ते आपल्याला ते आपल्या हातात आहे. खरंच ते आपण ठरवू शकतो की कुठल्या पद्धतीनं आपण त्या सकारात्मक गोष्टी घ्यायच्यात. आणि फार छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि नक्कीच पुन्हा बोलायला आवडेल तुमचे खरंच मनापासून आभार. धन्यवाद.
हं, हं. <laughs> नक्कीच. <chuckles> नक्कीच नक्कीच, मलादेखील आपल्याशी बोलून खरंच अ, खूप छान वाटलं चालेल चालेल भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद.